हां ना. म्हणजे नाही का अ, स्त्रियांच्या अ, म्हणजे काय म्हणतात त्यांना सुटकेसाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा, म्हणून न नरक चतुर्थी सा साजरी करतो, की एका राक्षसाचा वध झाला. वाईटाच्या वाईटाला चांगल्यानी ओव्हरकम जिंकला हां, विजय झाला, चांगल्याचा विजय झाला आणि वाईट गेलं. त्या दिवशी म म म्हणजे माझ्या घरी तरी असं साजरा करतात, की सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा, मुलींनी आणि बायकांनी कुंकू लावतात. म्हणजे माझी आई असे म्हण हां, हां. सकाळी उठल्या-उठल्या कुंकू लावायला सांगते, की "आज नरक चतुर्थी आहे. आपला दिवस आहे." हां. धनत्रयोदशी सगळेच आपलं धन, पैसा अं, आपण ज्याला लक्ष्मी मानतो, त्यालाही अ, नाही का? नवीन काहीतरी सोन्याचं, काहीतरी नवीन घ्या घ्या. हे धनत्रयोदशीच्या दिवशी घ्यायचं आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्याची पूजा करायची. <chuckles>
हां, हां, हां. अच्छा. हां, हां, हां, हां. विजय झाला. हो, हो, हो, हो. अरे वाह! हां, हां. हां, हां. अच्छा! कुंकू. हां, हां. अच्छा. हां, हां, हां, हां. <chuckles> हां, हां. हां, हां. अच्छा. हां, हां, हां, हां, हां, हां, हां. अरे वाह! ओके. म्हणजे ल अ, धनत्रयोदशी घ्यायचं आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्याची अ, पूजा करतात. अच्छा! ते पूजा करण्यामागे काय म्हणजे? अ, असं काही कारण वगैरे आहे का त्या सणाचं?
पूजा करायची. हां. हां. मग कारण काय आपण खूप मेहनतीने लक्ष्मीला मिळवलंय. आणि त्या लक्ष्मीचा सन्मान करण्यासाठी, तिला एक आदर देण्यासाठी आपण तिची पूजा करतोय. हां.
हो. ते आहेच. अरे वाह! अ, म्हणजे खूपच अ, चांगला अ, सण आहे तो, की अ, म्हणतात ना अ, पैशाची किंमत करणं किंवा एखाद्या वस्तूची किंमत करणं हां, हां, हां. आणि मग बाकी दिवशी काय करतात? भाऊबीज आणि अ, तुम्ही म्हटलं पाडवाला?
पैशाची किंमत करणं बरोबर आहे. हां, हं.

खूप जास्त, सगळ्यांचा आणि माझा स्पेशली खूप आवडता सण, दिवाळी. <chuckles> नेमकीच होऊन गेली आणि अ, खूप आवडते मला, लहानपणापासून.
हां. अरे वाह! <laughs> दिवाळी सण. हां, हां, हां, हां, म्हणजे अ, सगळ्यात जास्त आवडीचा आपला तोच आहे, असं वाटतं मला.
तोच आहे आणि सगळ्यात मोठं कारण लहानपणापासूनचं, म्हणजे शाळेला जास्त सुट्ट्या मिळणार या सणाला. <chuckles>
हां, हां. <laughs> म्हणजे तुम्ही सुट्ट्यासाठी तो सण आवडतो का <laughs>
अरे! मी ना लहानपणापासून, म्हणजे घरापासून दूर राहिलेली शिक्षणासाठी, जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला ठेवलं बाबांनी आणि मग ते असं असतं ना, की गावाकडे जायचं आहे आणि मग 4 दिवस आधीपासून बॅग भरायची. 2रा कुठलाच सण नाही आहे, ज्याला एवढ्या सुट्ट्या भेटतील, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सोडल्या हा.
हां. हां, हां. <chuckles> नक्कीच, म्हणजे अ, तुम्हाला खूप आनंद होत असेल की अरे आता पूर्ण म्हणतात ना, महिने खूप सारे हा काढले आणि आता घरी जाणार. घर घरचं जेवणार मेन खूप लोकांचं असतं. <laughs>
दहा पंधरा दिवस. हां, मेन हां, म्हणजे स दिवाळीचा सण असाच आहे, की खाय-प्यायचं, मज्जा करायची आणि सुट्ट्या.
<laughs> अच्छा, मग?
सगळ्यात भारी कॉम्बिनेशन आहे.
हां, म्हणजे तुम्हाला खूपच आवडतं असं दिसतं आहे. तर म्हणजे कशाप्रकारे तुमचं म्हणजे असं अ, लहानपणी तुम्ही मजा वगैरे केली? काय एखादा क्षण आहे का, आठवण?
हां. खूप जास्त. खूप सारे क्षण आहेत, नाही का? म्हणजे
एखादा सांगाल मला?
हां, एक तर सगळ्यात पहिले की 4 दिवस आधी बॅग भरायची गावाकडे जायच्या आणि मग घरी जायचं. घरी गेलं की मग ते नाही का, मामाच्या घरी जायचं. नवीन कपडे, <chuckles> नवीन दिवे, लाइटिंग. आकाश कंदील नवीन घ्यायचा सगळ्या गोष्टी. म्हणजे सगळ्यात म्हणजे नवीन ड्रेस मिळतो ना त्या सणाला सगळ्यांना. सगळ्यात ते जास्त महत्वाचं घरच्यांकडून एक मामाकडूनचा एक. <laughs>
हां. हां, हां, हां. अरे वाह! <chuckles> अ, हं. सगळ्याच गोष्टी नवीन. <chuckles> हां, ते जास्त महत्वाचं. <chuckles> हां, हां, म्हणजे खूपच अ, मजा असते, म्हणजे तुमची दिवाळी सणामध्ये. <chuckles>
अरे! खूप जास्त फटाके फोडायला आवडतात. म म्हणजे नॉर्मली मुली घाबरतात, पण मी नाही घाबरत, अजिबात नाही. खूप मजा येते.
अरे वाह! हां, हां. अरे वा! म्हणजे तुम्ही खूपच जास्त अ, फटाके वगैरे पण उडवता?
हां, खूप-खूप अ, फटाके
असं म्हणजे अ, भीती वगैरे काही नाही, म्हणजे तुम्हाला?
नाही, नाही, नाही, फटाक्यांची भीती नाही आहे. हां, असं नाही की ते नाही अ, अ, हल्ली आज-काल अशा हातात धरून फेकतात. नाही, एवढं जास्त ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण आवडतं मला. <chuckles>
<chuckles> हां. हां, हां, हां, हां, हां, हां. तसं नाही. <chuckles> नियमामध्ये राहून तुम्ही अ, एन्जॉय करता ते मूव्हमेंट. <chuckles> मग बाकी अजून अ, म्हणजे असं मी ऐकलं की फराळ वगैरे सुद्धा अ, होतात दिवाळीमध्ये. ते सुद्धा म्हणजे तुम्ही खाता पण का, बनवता पण? <chuckles>
हां, करणार. हां, हां. नियमामध्ये राहून, हां. हां, नाही, बनवते पण, मला स्वयंपाक अ, किंवा पाककला खूप आवडते आणि म्हणजे एक एक माझ्यासाठी पण हे आहे की दिवाळीच्या 2-3 दिवस आधी पूर्ण मी किचनमध्ये असते आईसोबत. अ, की आम्ही चकल्या बनवतो आहे, चिवडा बनव चिवडा माझ्या घरी स्पेशली सगळ्यांना माझ्या हातचा आवडतो.
अरे वाह! हां, हां. हां, हां. ओह! हां, हां, हां, हां, हां. अरे वाह! मग खूपच छान, म्हणजे अ, चांगला होत असेल तो, नक्कीच.

हां खूप जास्त.
हां, हां आणि असं काही आहे का? म्हणजे लहानपणीच एखादं आठवण, की हां, खूप गमतीशीर गोष्ट झाली दिवाळीमध्ये, असं काही आहे का एखादा किस्सा?
हां ना, एकदा अ, म्हणजे लहानपणीच काही कळत नव्हतं अशावेळी अं, नाही का भाऊबीजीचा सण सुरू होता आणि अं, हां, आणि माझा भाऊ आणि मग अ, त्याने नाही का अ, पैसे देत नव्हता, ओवळणी ना देत नव्हता मला. <laughs> आणि मग खूप पाहुणे आले नाही का, म्हणजे मामा वगैरे आईकडून ओवाळून घेण्यासाठी आले आणि मी की सगळ्यांकडे कंप्लेन करून टाकली, की "हा पैसे देत नाही मला, हा पैसे देत नाही." मग काय मग काय? तेव्हा तो पण लहानच होता, त्याच्याकडे काय स्वतःचे पैसे नव्हते. मग बाबांनी, बाबांच्या खिशातले थोडेसे पैसे त्याच्या हातात दिले आणि त्याच्याकडून माझ्या हातात दिले आणि आता वाटते, की बालिशपणा करायचो, नाही का? <chuckles>
हां, हां. अच्छा. <laughs> मग. हां, हां, हां, हां. हां, हां. <chuckles> मग काय झालं? हो. हां हां. <chuckles> मग <chuckles> भांडून त्याच्याकडनं घ्यायचा हक्क असतो तो. <laughs> मग तुमच्या भावाशी चांगलीच मजा झाली असेल सगळीकडं?
भांडून घेतले. हां. <chuckles> अरे, खूप बोलले तो पण रडला ना, की "हिला का पैसे देऊ मी? हिनी काय तीर मारला, हिला का पैसे देऊ?"
<chuckles> हो, नक्कीच, म्हणजे अ, खूप गमतीशीर गोष्ट झाली ती, की अ, एक आठवण राहिली तुम्हाला, की हा पहिल्यांदा असं झालं होतं माझ्यासोबत. <chuckles>
हां. असं झालं होतं. म्हणजे मला आठवतयं, तेव्हा तीच माझ्या आठवणीत राहण्यासारखं अन् जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून असं नाही का "तुला द्यायचं तर दे किंवा नको देऊ" थोडंसं समजदारीवालं उत्तर.
हां, हां, हां. हां, हां, हां, हां, हां. नंतर तुम्ही समजूतदार जास्त झाल्या. <chuckles>

नाही, हॉस्पिटलला नाही, माझ्या भैयाचंच, म्हणजे तोच फार्मासिस्ट आहे, तर मेडिसिन वगैरे घरीच होते. तर ते होऊन गेलं पण ते खूप म्हणजे अवघड झालं असतं माझ्यासाठी, जर मी ते व्यवस्थित नाही केलं असतं तर.
अरे वाह! <chuckles> हां, हां, हां. हां, नक्कीच म्हणजे अ, म्हणतात ना एक असं अ, भयावह किस्सा होता तो. तर त्यानंतर तुम्ही परत अ, ट्राय केलं का थांबल्या तिथं थोडं? <chuckles>
नाही, नाही, नाही, नाही थांबायचा प्रश्नच नाहीये, मला पाककला खूप आवडते, स्वयंपाक, रेसिपीज, नवीन-नवीन ट्राय करायला, तर ते मी सुरू ठेवते. खूप म्हणजे
हां, हां, हां. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हटले, की हा काही नाही होतात आपल्यासंग इन्सिडेंट. आपण परत अ, सुरु करूया नव्याने <chuckles> नाही चांगली गोष्ट आहे.
हां, होतात, होतात. हां, ते मग ते तिथंच नाही का आपण हार मानली, तर मग नवीन गोष्टी शिकणार कशा?
हां नक्कीच. पण असं सुद्धा असेल ना, म्हणजे शाळेतनं सुट्टी भेटली, तर काही अभ्यास वगैरे देतात का शाळेवाले?
हो ना, ते तर म्हणजे पण मी ज्या शाळेत होते तिथं असं-असं नाही का, आत्ताच्या शाळांनी एवढं-एवढं जास्त नाही की तुम्हाला नाही का व्हॅकेशन, होमवर्क वगैरे असं काही नव्हतं, पण असं होत, की हां, की ते त्यांनी असं नाही का, की एखाद्या दिव्याचा छान अ, चित्र काढून, त्याला रंगवून घेऊन या किंवा मग अ, द काहीतरी तुम्ही बनवलेलं फराळाचं घेऊन या आणि मग त्याच्यावर सांगा सगळ्यांना अशा वर्गामध्ये निबंध असल्यासारखं काहीतरी
<chuckles> हां, हां, हां, हां. अच्छा, अरे वाह! हां, हां, हां, हां, हां, हां. अच्छा, म्हणजे घेऊन या, म्हणजे काय त्यांना खाण्यासाठी? <chuckles>
<chuckles> नाही, की त्यांना पण बघायचं असं, की विद्यार्थी आपले काय करू शकतात. हा मग कोणी कोणी पिठाचा दिवा
अच्छा. हां, हां, हां, मग तुम्ही केलं का असं घेऊन गेलेत तुम्ही?
हां, हां. मी नाही एका पिठाचा दिवा बनवला होता आणि मग त्याला रंग वगैरे देऊन तो शाळेत घेऊन गेले होते, की हा मी बनवलं हे. हां.
अरे वाह! हां, हां, हां, हां, हां. अ, म्हणजे खूपच अ, चांगली आठवण झाली तुमच्यासाठी ती, अ, तर ते दिवा नेला काही बक्षीस वगैरे भेटलं का नाही? हं.